अ, हो मी म्हणेल, कारण की अ, ही सर्वांना शक्य होत नाही माझं वैयक्तिक सांगतोय मी, मी बोलू शकतो. कारण की मी चांगला शिकलेला वगैरे आहे. मी इंग्लिश फ्लुअंट बोलतो आणि अ, हिंदी फ्लुअंट बोलतो आणि मराठीही, पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, मी सांगतो. मराठीमध्ये मी जेवढं माझ्या भावना अ, स्पष्टपणे किंवा एकदम भावनिकरित्या हां, व्यक्त करू शकतो 100% तसं मी नाही म्हणणार, की माझा हिंदीमध्ये 100% करू शकतो. हां, मी 80% नव्वद टक्के करू शकतो. हां आणि इंग्लिशमध्ये समजा सत्तर टक्के ऐंशी टक्के आणखीन थोडं कमी आहे ना, असं. तर अ, यावरून मी म्हणेल, की भाषेनुसार आपण अ, अ, नक्कीच अ, दुसऱ्या ह्याच्यावर म्हणजे अ, बोलू शकतो तेवढी आपला प्रभाव पडणार नाही.
हां. हो. हां. सांगू शकता, हां. हां. तरी करू शकता. हां, बरोबर. जरा कमी. हा. थाम हो, बरो हो. तर मग अ, असं आता वेगळं वातावरण असतं बघा. म्हणजे गावातून शहरात येणं किंवा परदेशात जाणं, नवीन नाती. या सध्याच्या बदलासाठी भाषा म्हणजे कितपत कारणीभूत आहे, असं तुम्हाला वाटतं?
हं.

तूल आमची भाषा शिक नाही का असं फोर्स केलं जातं तुम्ही खूप व्हिडिओ बघितला असेल ऑनलाइन वगैरे. तर मग अ, ते पॉसिबल होत नाही ना लहानपणीपासून आपण काही म्हणजे त्या भाषेबद्दल काहीच माहीत नाही आणि अ, एखादा आठवडा झालाय तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये वगैरे जाऊन आणि तुम्ही फोर्स करत राहिले तू शिकच म्हणून मग ते अवघड जातं ना. तर हे
हो, हो. बरोबर. हां. शिकलेलो नसतो, काहीच नसतं. हो. हो. अवघड जातं. मी म्हणते निदान भाषा नाही शिकला तरी पण त्या, अ, त्या-त्या म्हणजे राज्याच्या संस्कृतीचा तुम्ही आदर करायला तरी शिकलं पाहिजे. हां.
आदर करायला पाहिजे, अगदी बरोबर. मी त्यावरच येणार होतो. हां, भाषा नका शिकू तुम्ही म्हणजे असं शिकू नका नाही म्हणणार. मी शिकायचा प्रयत्न तरी करा ॲटलिस्ट त्यांना हे तरी सांगा ना. अरे, मी करतोय प्रयत्न मला इथं काम करायचंय नाही का म्हणजे छोटे-छोटे आणि असं नाही की आजकाल
हां. करा. हो. ओक हां, हो. हां. हां म्हणजे सकारात्मक अ, भूमिका ठेवायला पाहिजे. म्हणजे हा मी नाही शिकणार, जावा मी येणारच नाही, मी थांबणारच. असं नाही बरोबर. हां.
हां, आणि अ, ज बरोबर. हां, अगदी बरोबर. ज जसं तुम्ही म्हटलात ना, की तुम्ही ज्या राज्यामध्ये जाताय त्या संस्कृतीचा, त्या भाषेचा तुम्ही आदर करा ना, जर कोणी तुम्हाला उतरून म्हणत असेल, काय मराठी काही कामाची नाही, हिंदीच चांगली आहे आणि तुम्ही त्याच्या राज्यामध्ये जाऊन उद्धट बोलल्यासारखं करताय. नक्कीच पुढच्याला राग येणार. अ, त्यांना वाटणार हां, आणि अ, "तू हिंदी बोलायला पाहिजे" असं हं.
करा, हो. हो. करता, हां. हां मग हां, येणारच ना, राग मग. हो आणि हेच म्हणजे क्रॉसमध्ये त्यांच्या राज्यात जर समजा कोणी मराठी आलं आणि त्यांनी जर तसं वागलं? मग त्यांना कसं वाटेल ना, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. हो.
हां, मग मग अ, त्यांनी असा विचार केला पाहिजे ना, अ, समजा आपला महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती गेला. जसं तुम्ही म्हणालात अ, यूपीला, बिहारला आणि तिकडे मराठी बोलतोय सर्वांना जाऊन, म्हणजे चालेल का त्यांना? नाही चालणार ना, अ, मग कुठं
हो. हो. हं. नाही चालणार, हो. त्यांना समजणार पण नाही आणि मग त्यांना पण मग विचित्र वाटायला लागतं.
हां. अ, ये क्या बोल रहा भाई म्हणजे असं म्हणणार ते ना, किंवा हिंदी मैं बोल म्हणणार. मग तेच तर आपण इकडं करतोय महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचंच उदाहरण नाही कोणतेही तमिळमध्ये म्हणा किंवा आंध्रप्रदेश कुठेही जा अ
हो. करतोय. हो. म्हणा. तर हां. त्यांच्यापण अपेक्षा असतात की त्यांनीपण आपल्या संस्कृतीचा आदर करावा. हां.
हां, आणि काय होतं माहिती आहे का? जसं तुम्ही म्हटलं ना, हां, खरंच खूप अ, महत्त्वाचा मुद्दा आहे. अ, क रिजनलिझम एक आहे टर्म. त्यामध्ये काय असतं माहिती आहे का रिजनलिझम थोडं स्ट्राँग असायला पाहिजे. कारण की आपले भारतामध्ये जे राज्य अ, हे झालेत ना अ, डिव्हाईड झालेत म्हणजे बाउंडरी जेव्हा सेट केल्या. ते लँग्वेज आणि भाषेच्या बेसिसवर त्यांनी हे केल्या होत्या. तर अ, काहीतरी
हो. हो. केल्या मग. हां. डिव्हाईड झाले. अ, विविध भाषेच्या बेसवर म्हणजे प्रांत त्यांनी हे डिव्हाईड केले तर मग तुम्हा तुम्हाला 1 दिवस फक्त दुसऱ्या भाषेत जर बोलावं लागलं समजा, तर तुम्ही तसंच स्वतःला व्यक्त करू शकाल का?
डिव्हाईड केली आहे.